हो, हो. <chuckles> नक्कीच मग तुम्ही असं कधी अनुभवलंय का, की एखादी कथा किंवा मीम्स तुमच्या तुमची अशी भावना बदलली असेल असं काही अनुभवलंय का तुम्ही त्यानी?
तर भावना म्हणजे अ, एक, म्हणजे हसू येतं आपल्याला म्हणजे आनंदाची एक भावनाच असते. तर कधी-कधी असं होतं, की खूप आपल्याला म्हणजे जोरजोरात हसायला येतं हो म्हणजे काही-काही लोकं म्हणजे नाही का, म्हणजे किती विचित्र बोलू शकतात. आता तुम्हाला मी नेमकं नाव नाही सांगणार त्या अभिनेत्याचं तर आपल्या देशातले एक अभिनेते होते. आणि त्यांनी असा एक इंटरव्ह्यू दिला होता मध्ये की त्यांनी म्हटलं होतं, की मला मोठे-मोठे हॉलिवूड सगळे परदेशातले निर्माता, निर्देशक माझ्या दाराच्या बाहेर बसलेले असायचे. पण माझं देशावर इतकं प्रेम आहे, म्हणून मी त्यांना संधी दिली नाही. मी त्यांच्याबरोबर काम केलं नाही. आता ते का बोललेत ते
हो, हो. हो ना. <laughs> काय वेड लागलंय का काय? हां. हां. बरं. ओहोहो. <laughs> अरे बापरे! म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट काय म्हणजे काय म्हणू शकतो? हो.
हो ना. तर आता लोकांनी इतके विचित्र-विचित्र मीम केले म्हणजे नाही का, आता जर कुठल्या अ, 1 चित्रपट असला तर त्याच्यात म्हणजे हॉलिवूडचा खूप मोठा अभिनेता असला, तर फोटोशॉप करून नाही का, आपल्याच अभिनेत्याचं तोंड तिथे लावलंय. आणि म्हटलं, की जर त्यांनी असा निर्णय घेतला असता तर हा पिक्चर असा झाला असता. तर मग क कधी-कधी कसं होतं की हे बघा आता आजकाल अ, आपण जेव्हा इंटरनेटवर जातो सोशल मीडियावर जातो. तेव्हा जी लोकं तिथे जातात आणि अगदी पब्लिक होऊन बोलतात. कुठे ना कुठेतरी त्यांना हे सगळं सहनसुद्धा करता आलं पाहिजे. हो ना. कारण तुम्ही जेव्हा असे इंटरव्ह्यू देता आणि तुम्ही एवढे मठ मोठे म्हणजे सेलिब्रिटी असता स्टार असता तेव्हा तुम्ही का करता हे सगळं? कारण तुम्हाला वाटतं, की लोकांनी तुम्हाला बघावं आणि तुमचे नाही का खूप व्ह्यूज वाढावेत तुमचं नाव व्हावं. आता आप
हं. हां. तोंडी लावतय हां, केवढं हो ना. हं. हां. हां. हो, हो. नक्कीच. हो. स्टार असता. हो. हं. बघावं, हां. हो ना. हां मग आणि ट्रोलिंग झालं, की आणि मग पुन्हा त्यांच्या नावानेच ओरडत बसतात मग ते असं झालं. हां.
अगदीच नाही का, अगदीच कारण काही-काही लोकं असं विचित्र बोलतात म्हणजे आणि त्यांना भानही नसतो कधी-कधी की आपण काय बोलतोय. तर अ, एक प्रकारचा विनोदच आहे हो. म्हणजे आपण असं नाही की तो माणूस खूप वाईट आहे. ठीक आहे आपण बोलून जातो काहीतरी ठीक आहे हसावं सगळ्यांनी.
हो, हो, हो. हां. नक्कीच. बरोबर. तर मग अ, अ, व्हायरल मीम्स किंवा कथा खोट्या माहितीसह लोकांना, म्हणजे कशा गोंधळात टाकू शकतात असं वाटतं म्हणजे काही त्याचं उदाहरण देता येईल का तुम्हाला?
अगदीच, अगदीच. तर अ, कसं होतं की लोकं पटकन विश्वास ठेवतात. कारण आजकाल होतं कसं की इंटरनेटमुळे आणि सोशल मीडियामुळे या अशा खोट्या कथा ज्या त्या पटकन कोट्यावधी लोकांपर्यंत पोहचतात. अगदी म्हणजे मिनिटं झाली म्हणजे मिनिटं आपण 1 पोस्ट टाकला 5 मिनिटात म्हणजे 2-3 कोटी लोकं तो पोस्ट बघू शकतात. हो ना.
हं. हां. हो, हो. हो. व्हायरल होतात. हो. हां. व्ह्यूज हो ना, एवढं फास्ट झालंय सगळं.